अ, असे तर मला म्हणजे सांगायला तर भरपूर अशी गाणी आहेत, की जर मी बाहेर आहे आणि मला ते गाणे ऐकले तर मला घराची ओढ लागते. पण अ, स्पेसिफिक गाणं असं सांगायचं गेलं ना, की अ, मला ना, मराठी गाणे फार आवडतात अ, जास्त करून तर मी मराठी गाणे जे अ, म आहेत ना, की माझ्या आई-वडिलांचं ते फार फेव्हराइट होतं की अ, ते बघा ना, दृष्ट लागण्याजोगे सारे. आणि ते अ, तुझा माझा संसार. तर ते गाणे माझ्या आई-वडिलांचे फार फेव्हराइट होते आणि आम्हीही ते गाणे ऐकत, ऐकत किंवा माझी आई वगैरे म्हणायची ना, ते गाणं सोंग गायची ना, तर ते ऐकून, ऐकून आम्ही ते अ, म्हणायचो. तर ते गाणे ऐकून आजही आम्हाला घरची ओढ लागते की घराकडे जायचंय जे म्हणतो आपण की अ, पक्षी फिरून, फिरून फिरलाय पण आता त्याला घराची ओढ लागलीये आणि अशी गाणी ऐकल्यानंतर आम्हाला जास्तच ओढ लागते आमच्या घराची.
हं, हं. हां. अरे हां. हो, हो. हो. बरोबर.

हो, नक्कीच. अ, माझ्या वडिलांचं ना फेव्हरेट गाणं आहे, अ, राजेश खन्ना यांचं आहे. म्हणजे ते त्यांनी चित्रित केलंय ते गाणं. तर ते गाणं अ, ते म्हणतो ना आपण, की जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम तर ते गाणं माझ्या वडिलांना प्रचंड आवडत आवडायचं आणि ज्यावेळेला ते ह्या जगातून गेले माझे वडील, तर अ, ती एक आठवण आमच्यासाठी ठेवून गेले की ते गाणं ऐकल्यानंतर आम्हाला आपसूकच माझ्या वडिलांची आठवण येते आणि म्हणतो ना आपण त्यातले प्रत्येक ओळ अन ओळ. आणि जे आपण आ ऐकतो ना तर त्यासरशी डोळे आणखीन जड-जड होत जातात की खरंच किती छान अर्थ आहे त्या गाण्याचा आणि अ, खूपच माणूस लगेच असा समोरच भासतो आपल्याला, की हा माणूस तर आता आपल्या समोर उभा आहे अन त्यांचे ते केलेले त्यावेळेला गाणं गायलेलं आणि ते सगळे आठवतं आपल्याला ना की आपल्या समोर यांनी हे गाणं गायलेलं आहे. ते सगळे क्षण लगेच तरळून जातात डोळ्यांसमोर.
हं, हं. हां, जुन्या लोकांना हं, हं. बरोबर. हो ना. हो, हो. हं. हो, बरोबर, बरोबर. आणखीन एक जर म्हटलं, की अ, आधीची जी आपली जुनी गाणी होती आणि आताची जी नवीन गाणी आहेत तर यामध्ये तर कोणती गाणी आवडतात किंवा मग त्या तर त्यातील फरक काय असा वाटतोय तुम्हाला तुला?
हो, नक्कीच. बघा अ, जुनी गाणी जी होती ना, तर ती अ, फार सायलेंट होती किंवा त्या गाण्यांना आहे ना कुठे ना कुठे खूप खोल अर्थ होता. तशी जर आजच्या गाण्यांनाही आहे, पण आजच्या गाण्यांना आहे ना, अ, आपण जे म्हणतो ना की ते रॅपिंगच खूप आलंय. अ काहींना तर कळतच नाही की नेमकं लिरिक्स काय आहे आणि फक्त ते नाचायचं म्हणून नाचताये किंवा गायचं म्हणून गाताये पण शब्द जो अर्थ म्हणतो ना आपण की जो शा शाब्दिक अर्थ आहे, जो जुन्या गाण्यांमध्ये होता, तो या गाण्यांमध्ये राहिलेलाच नाहीये. उगाचच ते धांगड-धिंगा आहे आणि उगाचच ते वाजवायचंय आणि अ, रॅपिंग करायचंय उगाचच, काही अर्थच राहिलेला नाहीये. मी तर असं म्हणेल ना की आताच्या गाण्यांपेक्षा पहिलेची गाणी जर तुम्ही ऐकली ना, तर तुम्ही लवकरच स्ट्रेस फ्री व्हाल. आताची गाणी ऐकून आणखीन तुम्ही स्ट्रेसमध्ये जाल.
भरपूर. होय. <chuckles> चांगलं आहे. हं, हं. बरोबर. हं, हं. होय, बरोबर. हं, हं. बरोब बरोबर, बरोबर, अगदी बरोबर बोलला. तर अ, आणखीन एखादं कोणतं असं गाणं आहे का, बाबा ते ऐकलं की आपल्या घराची ओढ लागते म म्हणजे जेव्हा आपण बाहेर असतो तर तर तेव्हा ते गाणं ऐकतो आणि असं उम्म, वाटतं की आपण कधी घरी जातो वगैरे असं.

ते आधीचच बघा ना अ, जे म्हणतो आपण की ये दिल लाया है बाहर खुशी हो की रा तर ते सगळं जे गाण्यांची लिरिक्स जे आहे ना ते ठीक आहे, ती खूप जुनं पण नाहीये आणि खूप नवीन पण नाहीये. पण ते गाणं ना एक भावना आहे ती आमच्यासाठी आणि खूप छान वाटतं कारण की ते सगळे मिळून गातायत आणि आमच्याही घरातलं असंच वातावरण होतं की अ, त आम्ही सगळे मिळून ते गाणं गातोय, माझे वडील. माझे वडील खूप अ, म्हणतो ना, आपण स्वच्छंदी त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे कधी दडपण आलं नाही की गाणं म्हणायचं नाही किंवा गाणे ऐकायचे नाहीत. खूप छान वातावरण होतं आमच्या घराचं आणि ही सगळी गाणी त्यांना रिलेट आहेत ना, तर ते गाणे ऐकल्यावर आपसूकच या सगळ्या गोड क्षणांची खूप छान आठवण येते. आणि खूप भरावल्यासारखं होतं.
होय, होय. होय. बरोबर, हं. हं, हं, हं. बरोबर.

हो, नक्कीच. अ, मला सांगायला आवडेल. बघा <clears throat> गाणे कोणाला नाही आवडत. मोठ्यांपासून ते लहानापर्यंत आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या पिढीला गाणे आवडतात. फक्त इतकंच ना, की गाण्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. अ, कोणाला गाणी सायलेंट आवडतात, कोणाला डी-जेवाले आवडतात. तर आमच्याही घराचं असंच आहे. अ, माझी मम माझी आई ज्यावेळेला स्वयंपाक करायची ना, त्यावेळेला तिच्या ती नेहमी काही ना काही, कोणते ना कोणते गाणे अ, गातच राहायची आणि तिला गाण्यांची फार आवड. तशी माझ्या पूर्ण कुटुंबालाच गाण्यांची आवड आहे. पण मग माझ्या आईचं कसं असायचं ना, की काम करता-करता गाणे म्हटले किंवा गाणे ऐकले ना, की काम पटकन निघून जातं आणि मग तिला त्या गोष्टीचा लोड येत नाही. तर मग अशा वेळेला आहे ना, ती गाणी गुणगुणायची. मग मला ते, सगळं ते आठवतं ना, की गाणी जोडलेली आहेत घरांसोबत. अ, हो, नक्कीच. म्हणजे अशी अशी भरपूर गाणी आहेत की अ, मला आठवते माझ्या घरच्यांबद्दलची, तर त्यातलंच एक गाणं नाही का? आपण अ, म्हणतो अ, ते क्या केहनामध्ये अ, आहे ते गाणं आपलं. ते क्या केहना पिक्चर मधलं ते गाणं आहे की. हेल्लो!
तर बघतोय की आपण, तर आजकालच्या जे आपलं जे जीवन आहे धावपळीचं, तर त्यामध्ये गाण्यांचा एक अ, आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा रोल आहे. तर तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये तर अ, तर तुझ्या घरच्या आठवणींना उठवणारी गाणी कोणती आहेत. असं तुला काय वाटतं याच्याबद्दल, थोडं बोलणार? हो, एकदमच. बरोबर. होय. हं, हं. बरोबर. हो, बरोबर. हं, बरोबर. होय, होय. तर अ, तर तुला कोणतं असं एखादं गाणं आठवतंय का? म मग ते गाणं ऐकलं की आपल्या घरची आठवण होते व वगैरे असंय. एखादं गाणं आठवतंय कोणतं? हं, हं. अ, कोणतं गाणं? हां. कोणतं गाणं म्हटला?